मग काय केलं हो?
म्हंटलं बापरे हे खूप डेंजर होतं आहे माझ्यासाठी. म्हणजे ब्रेक वगैरे असला ना चहाचा. चहाच्या ब्रेकमध्ये मी घ्यायचं, बाहेर जायचं कोणी बोलायला, तर माझं लक्ष त्या Instagramमध्येच. एवढं माझं मानसिक आरोग्य खराब झालं होतं.
म्हणजे इतकं त्या Instagramचं फॅड होतं तुम्हाला?
अ, हां, एवढं होतं. आणि नंतर आपण जर एखादी पोस्ट टाकली बस, मग तिचं वाट पाहत बसायला. यानं लाइक केलं का, त्यानं लाइक केलं का? म्हणजे कायम मी पाहायचो किती व्ह्यू येतायत असं. आणि अ, तुम्हाला काय सांगू, नंतर, नंतर तर असं वाटायचं की लोकांना मी फोन करून सांगायचो की मी स्टेटस ब अ, टाकलेलं आहे बघितलं का नाही म्हणून. ते म्हणा, ते म्हणायचे, अरे काय, म्हणजे काय कोणती लिमिट असते ना कोणत्या गोष्टीची अशी, ते असं होत होतं त्यावेळेस. अं, म्हणजे माझं डोकं तर खराबच झालं होतं पूर्ण. माझ्यामुळे माझ्या घरच्याचाबी प्रॉब्लेम सुरु होता. मग घरी पण तीच गोष्ट, मोबाईलच घेऊन बसायचं. एवढं अ‍ॅडिक्शन आहे आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे अ, तुम्ही विचार करा ना, की एक टार्गेट दिलं आहे, एक डेडलाईन आहे. त्या डेडलाईन म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि छोट्या-छोट्या अ, सुखासाठी आपण मोबाईलमध्ये खेळत बसतो. तर ते जसं-जसं डेडलाईन जवळ येते ना, तसं-तसं अ, डोकं जे आहे ना, म्हणजे एकदम प्रेशराइज्ड फील करायला लागतं आणि मग त्यामध्ये अँग्झायटी होते, की अरे हे झालं नाही, तर आपल्याला काढून देतील जॉबवरून. कसं होईल काय होईल? आणि डिप्रेशन होतं.
बापरे! हं, हं. <laughs> अरे बापरे! <laughs> हो ना. काही खरं नाही. हं, हं. हो ना. मग तेव्हा काय केलं? काम केलं का नेमकं तुम्ही मग?
हां. तर त्यावेळेस मला असे अनुभव व्हायला लागले ना, की माझी जस जशी डेडलाईन जवळ येत होती ना, तसं-तसं मी अ, जास्त अ, स्ट्रेसमध्ये राहायला लागलो, परेशान राहायला लागलो. ज्यावेळेस माझ्याकडे वेळ होता, त्यावेळेस मी फालतू गोष्टीमध्ये तो घालवला मोबाईलमध्ये बघणं याच्यात, त्याच्यात आणि ज्यावेळेस मग अ, वेळ कमी आहे आणि ऊर्जा पण त्यावेळेस कमी व्हायला लागली. वेळ पण कमी, ऊर्जा पण कमी आणि काम खूप सारं करायचं म्हटल्यावर. तर मी त्यावेळेस एकदम अँग्झायटीचे पॅनिक अटॅक पण मला होत होते रात्री, की कसं करू, काय करू कारण की भीती राहत होती ना, की जॉबवरून तर नाही काढून देणार, कसं करणार आहे. तर त्या अशा गोष्टी मला त्यावेळेस होत होत्या. म्हणजे मानसिक आरोग मानसिक हां, मानसिक आरोग्याचा परिणाम होतोच होतो. पण नंतर काय होतं ना, की अ, घरी आलो ना, तर घरीपण ते मोबाईलच घेऊन बसायचो. अ, म्हंटलं आता चला ऑफिसमध्ये इतक्या वेळ काम केलं आणि घरी आला आता तर काय करावं. मग घरी मोबाईल घेऊन बसायचो. घरी आल्यानंतर कसं व्यक्ती ना डायरेक्ट पडतो असा बेडवर आणि बसते मोबाईल पाहत, रील पाहत. म्हणजे अ
हं, हं. हो का? हं. हं, हं. बापरे! हं, हं. मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता तुम्हाला. हो. हं, हं. हो ना. हो. हं, हं. मग हे बघा ना, हे जे तुम्ही Instagram वगैरे बघत होते, तेव्हा ते डू अ, डूमस्क्रॉलिंग वगैरे असते त्याची तुलना आणि लाइक्सची अपेक्षा यांच्याशी तुम तुमचा सगळ्यात स्वतःचा सामना कसा असतो, नेमकी कोणती पद्धत वापरतो किंवा वापरले आहे, काय केलेले आहे का मग तुम्ही?
हां. हां. हां.